अच्छा! मग आधीच्या टीव्हीपेक्षा आता खरंच लोकांना काय हवंय ह्याची खूप जास्त अ, अ, काय म्हणतो अभ्यास केला जातो, बघितलं जातं आणि या आधी जे दाखवलं जातं ते आपण बघायचो. मला आठवतंय डी-डीवरती तर काय जास्त ऑप्शन पण नसायचे.
हो, नक्कीच. हं. नाही-नाही. तेचं अ, ते डी-डी नॅशनल ते एक एकमेव असं चॅनेल होतं, जिथे मालिका चालायच्या, बातम्या चालायच्या, त्यानंतर शेतकऱ्यांशी रिलेटेड त्यांना ज्ञान देण्याच्या गोष्टी चालायचं. एक सगळं एकाच चॅनेलवर चालायचं आणि रामायण आणि महाभारत त्या टाईमला फक्त ते तिथे लागायचं दूरदर्शनवरती.
हं, हं. सगळं एका चॅनेलवरच होतं. हो. हो. नक्कीच, नक्कीच. अ, पण आणि केबलवरती पण जास्त अ, किती वेळा तेच-तेच पिक्चर किंवा तेच-तेच गोष्टी परत-परत पण लागायचे.
हो आणि पहिले कसं व्हायचं ना की तो अँटेना राहायचा घराच्या वरती. अरे, मग तो जर हलला थोडासाही, मग त्याला सेट करायला जायचा. मग खाली ओरडायचा, "अरे सिग्नल आलं का? दिसतंय का चॅनेल?" <chuckles> हं.
हो. <chuckles> हो! <chuckles> आठवतंय मला ते. आणि मग शेवटी कुठेतरी हां, तसच आहे काहीतरी ठेवते, मी म्हणलं आता काय पकडून बसू मी? <chuckles> हो, ते छान होतं. ते पण दिवस होते वेगळे. पण आता नक्कीच अ, इंटरनेटमुळे खरंच सोपं झालंय आणि प्रत्येकाच्या हातात अ, टीव्ही आलाय असं म्हणता येईल. <chuckles>
हो. हं. <chuckles> हं, हो. चांगलं होतं ते. हो. हां, आता आजकालच्या पोरांना आपण घरांच्या टेरेसवरती बघत नाही ना, की चालतंय का सर्व काही, <chuckles> ते करत.
हां, हां, हो. <chuckles> नक्कीच. अ, अ, मग भविष्यात तुम्हाला काय वाटतं अजून काय होऊ शकतं? म्हणजे अ, मला वाटतं आ आधी कसं प्रत्येक ठिकाणी अ, वेगवेगळे कार्यक्रम लागायचे, रिजनल कार्यक्रम होते वगैरे. पण आता ओ-टी-टी ह्याच्यामुळे सगळं, नुसतं अ, राज्य नाही देशावर नाही, तर आपण अ, आंतरराष्ट्रीय हो. कंटेंट बघतोय आणि इन्स्टंटली बघतोय. म्हणजे असं नाही की एक काळ होता ना की अ, मग शहरातल्या गोष्टी गावात पोहोचेपर्यंत वेळ लागायच्या. त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचंय?
हं. बरोबर, हं. पूर्ण जगाभराचा कॉन्टेंट. हो. हं. हं. बरोबर. बघा ना, आता भविष्यामध्ये आहे ना हे ओ-टी-टी प्लॅटफॉर्म्सही व्हीआर सेट्समध्ये यायला लागून जातील, की अगदी ते 3 डीमध्ये तुम्हाला तिथे बघायला भेटेल, की कसं आपण त्याच परिस्थितीमध्ये राहून कसं बघतोय त्या कॉन्टेंटला अशा पद्धतीने.

तसं तर काही नाही एवढं, की मग ते टाइमर असतं ना, काही ना काही. मग त्या टायमरनुसार, बर ते गोष्टी चालते. त्या सेटअपला आपल्याला कूल डाउन व्हायला टाईम द्यावा लागतो. मग असे सगळे काही ना काही कन्स्टेंट आणतात.
अच्छा. अच्छा, अच्छा. ओके. काहीतरी होईल पुढे जाऊन. म्हणजे फायदे पण आहेत, की ते आपल्याला एक छान असा अनुभव पण मिळेल. अ, पण असे हॉरर पिक्चर बघायला खूप अवघड जाईल मग एकदम डोळ्याला लावून? <chuckles>
जेणेकरून जास्त हो. हं. हो, म्हणजे मग काय आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे तेच बघतील. बाकीचे तर बघणार नाही. आणि त्याच्यामध्ये ते 2 चान्स म्हणजे वेगवेगळी संकल्पना लावतील ना, की ज्यांना व्ही-आर सेट्समध्ये बघायचं आहे त्यांनी त्याच्यात बघा. ज्यांना असं नॉर्मल बघायचं आहे त्यांनी नॉर्मल बघा. म्हणजे दोघे ऑप्शन अवेलेबल असतील.
<chuckles> हां. हां. हं, हं. अच्छा. नक्कीच. नक्कीच. अजून काय होऊ शकतं? म्हणजे आता हातात आला आहे फोन अ, काय त्याच्यात पण काय फरक होऊ शकतो; का त्याचं काही स्पेशल मॉडेल वगैरे?
हं. आता फोन मला तर असं वाटतं आहे ना, की आपल्या पामवरतीच पुढे भविष्यात फोन जाणार आहे. जसं म्हणजे नुसतं आपण पामवरती गेला हो.
<chuckles> जसं घड्याळ आहे तसं? अच्छा. नक्कीच.
अगदी असा हात आपल्या डो तोंडासमोर आणला का आपल्याला तिथंच डिस्प्ले दिसायला सुरुवात होईल, असं वाटतं आहे मला भविष्यात.
अरे वाह! नक्कीच, नक्कीच. होऊ शकतं काहीही होऊ शकतं. म्हणजे आता जसं ज्या पद्धतीने म्हणजे जसं म्हणतो ना टीव्हीपासून तर त्या मोठ्या बॉक्सपासून एवढ्या छोट्या ह्याच्यापर्यंत आलो आहे, तर पुढे जाऊन पण काहीही होऊ शकतं. नक्कीच अ, अ, छान वाटलं म्हणजे तुम्ही एकंदरीत अ, स्ट्रीमिंग अ, टीव्हीचा जो अ, हे होता एक काळ होता, त्यातली आपली जी गंमत-जंमत होती, फॅमिली टाईम होता. त्यापासून हळूहळू एक अ, स्ट्रीमिंगच्या अ, काय म्हणतात प्रत्येकाचा हो वळलो आणि खरंच अ, थोड्या सोयी झाल्या, थोड्या गैरसोयी झाल्या. पण अ, असेच बदल होत राहतात, टेक्नॉलॉजीमुळे बदल होत जातात. छान गोष्टी सांगितल्यात मला आणि खूप बरं वाटलं मला या गोष्टी तुम तुम्ही सांगितल्यात. माझ्याशी शेअर केल्या, त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद.
हो, काहीही होऊ शकतं. हं. हं. हो. हं. बरोबर. दिशेला आपण वळलो. हो. हं.

बघा ते आता कसं झालेलं आहे ना, कोरोनानंतर सर्व लोकांचं अ, थिंकिंग बदलली. ते आता प्रायव्हसीवरती जास्त फोकस करतात. आणि कोरोनामध्ये काय होतं की टाईमपास करायला जागा नव्हती. मग लोकांनी मोबाईललाच त्यांचा टाईमपासचा साधन म्हणून स्वीकारलं होतं. आणि मग त्याच्यामध्ये ते कसं स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म अगदी नवीन-नवीन आलेले होते तेव्हा, तर मग ते त्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म मधून तिथून कंटेंट कन्झ्युम करायचे, पिक्चर बघायचे, वेब सीरीज बघायचे नवनवीन. आणि काही-काही वेब सीरीज खूप वायलेंट असतात ते आपण फॅमिली सोबत बघू शकत नाही. म्हणून ते आपण कसं एकटे बघायला सुरुवात केली अन् मग त्याच्यात आपल्याला मजा यायला लागली की "अरे, काय नवीन आहे, किती ब सुंदर कंटेंट आहे. अजून बघितलं पाहिजेल." मग अशामुळे आपण टीव्ही एकत्र बघत नाही आणि कधी-कधी काय होतं ना, की आता टीव्हीचं कसं असतं. टीव्ही बघितलं म्हणजे आवाज मोठा, स्क्रीन मोठी, त्याचं ब्राइटनेस जास्त आणि परिवार जर झोपलेला असेल, समजा त्यांना रात्री झोपायचं असेल आणि आपल्याला ती वेब सीरीज बघायचं असेल, मग ते कसं जुळणार? मग घरात ओ ओ ओरडायला लागून जाता ना. "अरे तुला समजत नाही का? रात्र झालेली एवढी टीव्ही बंद कर." पण फोनचं कसं आहे हो, आपण आपल्या मस्त स्पेसमध्ये बसून कोणाला त्रास न देता आपण मस्त फोनवरती आपलं को ओ-टी-टीवरचं हो.
हां. <chuckles> नक्कीच, नक्कीच. नक हं. हां. हो. बरोबर. बघायचं असेल. हां. <chuckles> अच्छा. हो, हो. टीव्ही पण बंद कर. हो. आपल्या स्पीडमध्ये आपल्या आवडीचा बघू शकतो. नक्कीच. छान, छान.
हं. तर मग कंटेंट कन्झ्युम होतं आपल्याकडनं चांगलं.
हो. म्हणजे एक त्याचा थोडा फायदा पण झालेलाच आहे. अ, तुम्हाला काय वाटतं की कंटेंट बदललंय? म्हणजे गेल्या 10 वर्षात असं? अंदाजे अ, म्हणजे आधीचे मालिका अ, कसे होते किंवा बातम्या कसे फक्त अ, ठराविक वेळेला लागायचे. आता कसं जरा त्याचे पण अख्खेच्या च्या अख्खे चॅनल्स वगैरे आहेत. स्पोर्ट्स पण आपल्याला जेव्हा महत्त्वाचे स्पोर्ट्स होते तेव्हा दिसत होते. आता स्पोर्ट्सचे पण चॅनल्स वेगळे-वेगळे आहेत. काय फरक वाटतो तुम्हाला? अन् जाहिरातींमध्ये पण आपण आधी कसं होतं ना की 10-10 मिनिटं जाहिरात असायचे. <chuckles> अ, तर सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्मवरती मला वाटतं तेवढे हां. म्हणजे त्याला हं.
हो. हं. हं. <coughs> हो. हं. बरोबर. हं. 30-30 सेकंडचे जाहिरात यायला लागली आणि जर तुम्ही